मलाही पटलंय आता अमृततुल्य त्याला का म्हणतात, नाही का? <chuckles> म्हणजे खरंच त्याचे बेनिफिट्स आहेत तशा प्रकारचे नाही का. हं, आणि अ, यामध्ये अ, चहाबद्दल आपण बोलतोय, तर अ, बघा ना आपल्या शाळेमध्ये, गल्लीमध्ये, ऑफिसमधले वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आपण अ, हं, म्हणजे चहाचा प्रकार पण वेगवेगळा असतो, बरोबर? तर तुमचा अ, कोणता आवडता प्रकार आहे. टपरीवरचा चहा, घरचा चहा, ऑफिसचा चहा, कुठला चहा किंवा रेल्वेमध्ये असतात बघा चाय-चाय <chuckles> अ, गरम-गरम चाय तेच तर मजाच वेगळी आहे. रेल्वेची दुसरी दुसरीच दुनिया. <chuckles>
काय म्हणता? <chuckles> करेक्ट, करेक्ट. बेनिफिट्स आहेत. हं. हो, हो, बरोबर, बरोबर. हां, हां. <chuckles> ओके. हो, ती तर अ, ट्रेनची ती म्हणजे ती वेगळीच दुनिया आहे आणि त्यामध्ये त्यांनी कसाही चहा दिला आणि तो भारीच वाटतो, असं असं मला वाटतं तिकडे. पण तरी मला आ आवडता चहा टपरीवरती असा जो समोर उकळवला जातो ना असा मस्तपैकी असं छान अ, तांब्याचं असं मोठं पातेलं असतं. तांब्याचं नाही आपल्या पितळाचं पातेलं असतं आणि हं, त्यामध्ये असं छान असं ते आहे ना असं वर-खाली असं करतात, त्या एका पळीने, एका चमच्याने अशा मोठ्या याच्याने असं वर-खाली करून आणि त्यामध्ये भरपूर आलं टाकलेलं असतं, अ, गवती चहा टाकलेला असता. कधी-कधी थोडासा मसालाही टाकतात त्यामध्ये. तर तो जो काही चहा असतो ना असा उकळवलेला तो खास, तो आवडतो. आणि जे काही अ, सो कॉल्ड जे अमृततुल्य आहेत. ते करून ठेवतात एका अ, काय त्याला म्हणतात? रेडीमेड फ्लास्कमध्ये करून ठेवतात, कंटेनरमध्ये ठेवतात. ते गरम राहणारं कंटेनर असतं ना ते. अ, तर त्याच्यामधून ते अ, थर्मल अ, तर त्याच्यामधून तो चहा तुम्हाला देतात. तो असतो गरम, पण ती मज्जा नसते त्यामध्ये. की जी उकळवलेल्या चहामध्ये असते ना टपरीच्या. तो मला फारच सगळ्यात जास्त भावतो तो. नाहीतर प्रकार तर खूप आलेले आहे ग्रीन टी, लेमन टी, अ, ब्लॅक टी अ, मग कॉफी, मग त्याच्यामध्ये मग आणखी काहीतरी गुळाचा चहा. हं, खूपच आलेली आहे.
भारीच वाटतो. अगदी बरोबर. <chuckles> हां. पितळ्याचं. हां. हो ना. हो ना, अच्छा. हो ना. रेडीमेड. कंटेनर, हां. थर्मल फ्लास्कमध्ये. येस. मजा नसते. हं. आणि अगदी बरोबर. <chuckles> त्या अ, त्यामध्ये आपण खूपच हो ना, म्हणजे बोलायचं झालं तर पी-एच-डी करता येईल एवढे प्रकार काढलेत लोकांनी. <chuckles>
एवढे हो, चहावरती खरंच पी-एच-डी होऊ शकते. चहाच्या प्रकारांवरती पी-एच-डी होऊ शकते. एवढे प्रकार आलेले आहेत आता. हो.
हो ना. म्हणजे बरोबर, हं. तर यामध्ये अ, मला एक सांगा की तुम गल्लीचा चहा म्हणजे जेव्हा गप्पा मारतानाचा आपण चहा पितो. जसं तुम्ही सांगितलं की "टपरीवरचा चहा मला आवडतो," नाही का? तर तो तिथला चहा आणि घरच्या चहाचा आपण एक शांत प्याला राहतो बघा चहाचा कप घेऊन म्हणजे शांत बसलोय. यामधला काय भावनिक फरक तुम्हाला जाणवतो बरं, म्हणजे तिथं आपण गप्पा मारण्याचं प्रिफर करतो बघा अ, स्पेशली अ, टपरीवर. तर काय फरक तुम्हाला नेमका जाणवतो?
हं. हो, हो. हो, हो. हं. हां. हो, हो, हो. येस.